सध्या आपण प्रत्येक व्यक्ती अ, सोशल मीडियासोबत खूप असं आपलं घट्ट नातं झालेलं आहे, असं मला वाटतं. आज लहान मुलं, आपले आई-वडील किंवा आपले आजी-आजोबाही आता सोशल मीडिया आणि डिजिटल अ, गोष्टी वापरतायेत. तर मग तुम्ही घरातल्या स्क्लीन स्क्रीन टाईम जो असतो त्याचे नियम कमी करण्यासाठी काय करतायेत सध्या?
हो. हो. अ, नक्कीच अ, तर प्रत्येक घरात स्क्रीन टाईमचा हा प्रॉब्लेम आहेच आणि लोकं जास्त स्क्रीन बघतात, मोबाईल बघतात म्हणजे हे आता प्रत्येक घरात, म्हणजे घरटी चालू झालं, असं म्हटलं तरी हरकत नाही. मग अ, त्याच्यासाठी अ, काहीतरी नियम असले पाहिजेत. मग आमच्या घरातही तसे नियम आहेत. अ, आणि माझा पहिल्यापासून विरोधच आहे म्हणजे मोबाईल जास्त वापरू नये आणि लहान-लहान मुलं जर घरात असतील ना, तर अ, नक्कीच म्हणजे मोबाईलचा वापर पालकांनी कमी करावा कारण अ, छोटी मुलंच म्हणजे मोठ्यांचं अनुकरण करत असतात. तर अ, तिच म्हणजे आमच्या घरातलं उदाहरण म्हणजे माझ्या मुलीसाठी आजी, आजोबा पण तिचे म्हणजे मोबाईल वापरतात, पण असं त्यांचं लिमिटेड असतं. म्हणजे त्यांना फारसं म्हणजे काही त्याच्यात अ, फार करता येत नाही. पण जेवढं करतात ते लिमिटेड करतात आणि मग अ, माझा आणि माझ्या मिस्टरांचा जरा अ, वापर असायचा बऱ्यापैकी. पण अ, आता म्हणजे अ, मुलीसाठी आम्ही तो अ‍ॅक्चुअली कमी केलाय आणि मग अ, अगदी नोटिफिकेशन वगैरे सेट करणं म्हणा अ, किंवा स्क्रीन लॉक करणं, अशा काही गोष्टी करतो आणि अ, बाकी कामाचा वेळ असतो तिथे तर काही प्रश्न येत नाही. पण अ, स्क्रीनवर तर जावंच लागतं कामामध्ये. अ, स्क्रीनशिवाय तर काही चालत नाही. मग तो एक अ, ऑफ असतो. हां, स्विच ऑफ असतो मोबाईल किंवा सायलेंटवर असतो, त्या टाईममध्ये. आणि तिथून आल्यावर अ, अ, एक थोडंसं चहा वगैरे गार्डनमध्ये घेताना, मग तिथे गप्पाटप्पा मग त्यावेळी थोडंसं बघणं होतं त्याच्यामध्ये. तो एक 15 मिनिटाचा आणि त्यानंतर एक टीव्ही शो असतो. तो आम्ही कॉमन बघतो म्हणजे अ, अ, हां तर मराठीच असेच टीव्ही शो आम्ही वगैरे बघतो. हो, सीरियल बघतो हा मग ते एका किती 1 तास बघायचा मग तो टीव्ही ऑफच होतो जनरली. मग त्यानंतर अ, जेवणाची तयारी किंवा मुलांचा अभ्यास. मग त्यात वेळ जातो आणि मग मुलीला जर गरज असेल थोडं बघायची काही रील्स वगैरे किंवा काही अ, असतं ना त्यांचं ऑनलाईन ॲप असतं, त्यांचं एक स्कूलचं आहे, मग ते बघायसाठी तेवढी परवानगी द्यायची एक अ, 15 मिनिटं किंवा अर्धा तास. "बाई तू त्यात ते बघू शकतीस आणि तुला काही वाटलं तर तू नोट डाउन करून घे आणि आम्हाला आमचा मोबाईल देऊन टाक." असं मग <chuckles> सांगून थोडं हे करायला लागतं, थोडा घेतात अ‍ॅडव्हांटेज नाही असं नाही, पण त्यामध्ये थोडं कंट्रोल करते आणि रात्री झोपायच्या आधी तर 2 तास बंद असतं. म्हणजे काही नसतं म्हणजे WhatsAppन हो, <chuckles> म्हणजे तेवढं तरी लागतं ना, म्हणजे 2 तास, हां.
व हं, हं. हं, हं. अगदी. अच्छा. हं, हं. हं, हं. अगदी बरोबर. हं, हं. हं. अच्छा. <chuckles> हं, हं, हं. हं, हं. हं, हं, बरोबर. हं, हं. अच्छा. अच्छा. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अगदी, अगदीच. हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हं. हं, हं, हं. अच्छा. सीरियल वगैरे असेल. हं, हं. बघणार. हं, हं. बरोबर. हं, हं. बरोबर. <laughs> अच्छा. हं, हं. अ, हां, हां. अगदीच. हं, हं. अच्छा. फक्त 2 तास? नाही, म्हणजे

हो, म्हणजे कसं होतं अ, म्हणजे अ, आम्हाला मोबाईलशिवाय चालायचं नाही म्हणजे नोटिफिकेशन यायची किंवा मेल पण आम्ही कधी-कधी चेक करायचो. मग त्यामुळे मोबाईलचा वापर फार होता आणि इतर वेळी पण काम नसेल तर अ, त्यावेळी म्हणजे रील्स बघणं म्हणा किंवा असं म्हणजे सर्फिंग करणं स्क्रोलिंग असं म्हणजे टाईमपास म्हणून करतो ना, असं तसं होतं थोडंसं. हां म्हणजे अगदी अतिरेक नव्हता, पण होतं. आणि मग अ, त्या त्यामुळे काय झालं मग ती पण कधी-कधी बघायची म्हणजे त्यातनं क्रिएटिव काम करायची माझी मुलगी वगैरे पण नंतर-नंतर ते काय मग त्याच्यामध्ये ते कार्टून्स असतात, Peppa Pig किंवा मग ते Kuromi असतो ते. मग Kuromi कसा म्हणजे करतात, त्यांच्या बॅग्स वगैरे बनवणं त्या म्हणजे चांगल्या गोष्टी पण केल्या तिनी नाही असं नाही. हां. मग त्याच्यानंतर जो टाईम मिळायचा ना, त्याला मग तिच्या मैत्रिणी यायच्या किंवा सुट्टींचा वेळ वगैरे असायचा त्यात त्यात खूप त्या मोबाईल बघायच्या आणि त्या टीव्हीवर कार्टून्स वगैरे त्या अक्षरशः 2-3 तास असं कंटिन्यू बसून बघायच्या. आणि मग अ, हां मग अ, ते काय व्हायला लागलं अ, म्हणजे असं खूप असं म्हणजे हायपर व्हायला लागली हो हायपर व्हायला लागली, चिडचिड करायला लागली आणि एकदा तर हां आणि एकदा तर भांडण काढलं माझ्याबरोबर तिने. आणि हां म्हणजे एवढं मी बघितलं नव्हतं मी फर्स्ट टाईम बघितलं ती एवढी का ओरडली अंगावर. मला काही कळलं नाही. हां, लहान हां म्हणजे 8-9 वर्षाची अशीच ना म्हणजे लहानच की ती. हां मी म्हटलं अशी कधी विअर्ड ती काही केली नाही कधी बिहेव माझ्यावर, मला ते विचित्र वाटलं आणि मग मला लक्षात आलं, की ते हे ह्याचाच परिणाम आहे तो चिडचिड त्यामुळेच होते. हां आणि डोळ्याचं पण तिचं कसं अशी खाली वाकून बघायची सारखी अ, पुस्तक वगैरे काही असेल वही असेल तर ती अगदी वाकून वगैरे लिहायची हे करायची मग थोडं मला वाटलं की काही डोळ्यामध्ये प्रॉब्लेम वगैरे आहे का? म्हणून मग मी अ, दाखवायचं वगैरे ठरवलं डॉक्टरांना तर डॉक्टर म्हटले तिला ताण येतोय बेसिकली पण ही काही चांगली लक्षणं नाहीत अ, थोड्या दिवसांनी चष्मा पण लागू शकेल तिला. असं त्यांनी वॉर्निंग दिली मला थोडक्यात, की अ, थोडं कमी करा तिचं म्हणून. मग तेव्हापासून मी हं. ठरवलं मी घाबरलो ना, मग अ, नको वाटायला
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. हं. बरोबर, बरोबर. होत असते. अच्छा. हो, हो, हो, हो. हां. बरोबर, बरोबर. हं, हं, हं. अरे रे! हं. ॲडिक्शन. मोबाईल नसला तर. अरे बाप! हं, हं. आणि ते पण एक लहान त्यात. बरोबर, बरोबर. हो, हो. लहान. हं. स्क्रीन टाईम. हं. हो, हो. हो. अच्छा. अरे! अच्छा. हं. मग तुम्हीच निर्णय घेतला की आता नियम आणि अटी लागू करायचा, करायची वेळ आली आहे.
हो.